बघा ना, आजकाल कपडे कपड्यांना मुली आणि मुलं दोघंही इतके महत्त्व देता का, त्या कपडे निवडण्यामध्ये तुमचा मूडही स्विंग म्हणजे मूडही बदलतो. तर अ, असं काही आहे का, की कपडे निवडताना तुझा मूड कधी असा महत्त्वाचा असतो किंवा नाही, असं काही झालंय का? हं, हं.
हो, हो, हो, अगदी, अगदी. मला असं वाटतं ना, आपण स्त्रिया आणि कपडे यांचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे, बरं का. म्हणजे जर मला कुठे जायचं असेल किंवा असं म्हणतात ना की आपण जेव्हा फर्स्ट डेटवर जातो, तेव्हा आपल्याकडे 50 कपडे असले ना तरी, आपण हेच म्हणतो, <tsk> "यार, कपडेच नाहीयेत माझ्याकडे, यार, डेटवर जायचंय, यार, कपडेच नाहीयेत."
हं, हं. बरोबर म्हणजे सकाळी उठून पहिला प्र प्रश्न हाच असतो आपल्याकडे कपडे नाही.
<chuckles> बरोबर.
<chuckles>
त्यामुळे मला असं वाटतं ना, की आपण अ, म्हणजे प्रसंगानु नुसार आपला मूड बदलतो आणि त्यानुसार आपण कपडे पण बदलतो, बघा. म्हणजे तुम्हाला मी कस किस्सा सांगते. मी एकदा इंटरव्यूला जात होते, आणि तिथे मी जेव्हा बाकीच्या मुलींना बघितलं, तर त्यांनी इतके ते छान फॉर्मल पेस्टल शेड आणि मग त्याच्याखाली काळ्या रंगाची पँट किंवा ब्राऊन रंगाची आणि मी असा सलवार-कुर्ता घालून गेले होते आणि मला ना असं वाटलं की, "यार, आपण काय, म्हणजे म्हणतात ना, की आपण व्यवस्थित असं कॉर्पोरेट जे विश्व आहे ना, त्याच्यासाठी आपला हा जो कपडे, ह्याचा जो लुक आहे ना, कदाचित तो बरोबर नाही आहे."
काय? हं. बरोबर. स हो. अरे बापरे! हं, हं. अरे! हां, म्हणजे कपडे निवडण्यामध्ये चुकी झाली.
आणि हां. पण अ, सुरुवातीला आपण म्हणतो ना, की आपण चुकातून शिकलं पाहिजे किंवा "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे." म्हणजे हे तर अपयश तर नाही म्हणता येत. पण तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोकं बघता आणि जेव्हा तुम्हाला कळतं, की अरे नाही की खरंच मी तुम्हाला सांगते, मी तो सलवार सूट घालून गेले होते आणि मी सगळी उत्तरं बरोबर दिली. पण तरीही म्हण हां. पण तरीही म्हणतात ना, की तो एक आत्मविश्वास कॉन्फिडन्स जो असतो, तो कुठेतरी नव्हता. आणि मग जेव्हा मला शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला, की "आम्ही तुझी निवड का करायची?"
हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हो का. मग काय झालं?
अहो मग तिथे गडबडले ना मी, "अ, हं, अच्छा, नाही, मला ना अ, खूप, आप, आप"
अरे! म्हणजे बोलणं म्हणजे तोंडामधून शब्दच निघाला नाही.
हां. म्हणजे जे-जे टेक्निकल प्रश्न त्यांनी मला विचारले ना, त्या सगळ्याची उत्तरं मी अगदी छान दिली.
हं, हं. हो.
पण असा प्रश्न विचारल्यावर म्हणजे माझी म्हणतात ना, बंबेरी उडाली अगदी. अ, काय, आता मी कसं याचं उत्तर देऊ? पण जेव्हा मी म्हणतात ना, की जेव्हा तुम्ही चांगले कपडे घालता, कदाचित
अरे बाप रे!
अ, त्या प्रत्येक सिच्युएशनसाठी तुम्ही जेव्हा व्यवस्थित कपडे घालता ना, तेव्हा तुमचा मूड बदलतो.
हं, हं. नक्कीच. म्हणजे बघ ना, मला असं सांगायचं, विचारायचं आहे तुला, जेव्हा आपण अ, कपडे घालतो नाही का, का कोणतेही कपडे, म्ह म्हणू दे. तर अ, त्यामध्ये असा मोड नेहमी किती असा डॉमिनंट असतो गं? म्हणजे स्विंग वगैरे होतो का तुझा मूड?
हं. हो, हो. मी, मी अजून एक सांगते की एकतर रंगांचा ना आपल्यावर खूप फरक पडतो बघा. आणि ना, ह्याचे बरेचसे मानसशास्त्रामध्ये निकष सुद्धा आहेत बघा, की जो लाल आणि ते नियोन रंग असतात बघा. आणि असे डोळ्याला भडक. मध्ये बघा तो पोपटी रंग आलेला अगदी. आणि लोकांनी अक्षरशः सर्रास तो रंग घातला होता. आणि तो रंग बघितल्यावर ना, फ्लोरसेंट ग्रीन मला वाटतं म्हणायचे त्याला.
हं. हं. नक्की. हं, हं. हं. अरे! अच्छा! म्हणजे तुलसूतू तुझं म्हणणं असं आहे का मूडनुसार रंग निवडले जातात एकंदरीत, है ना. म्हणजे जसा मूड तसा रंग निवडायचा. मग आनंदी वाटला तर कोणता रंग?
आणि तो नियोन पिंक. हो, हो. अगदी. म्हणजे आनंदी वाटल्यावर ना, तसं माझा अ, म्हणजे मला आवडणारा रंग म्हणजे निळा आहे.
हं, हं.
त्यामुळे मी ज्या दिवशी मी आनंदात आहे ना तर मी सफेद आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन घालते. म्हणजे मला असं आल्हाददायक वाटतं, की आकाशी आणि असं सफेद रंगाचे प्रिंट असेल तर म्हणजे छान वाटतं. पण असं म्हणतात, की प्रेमाचा रंग लाल आहे.
अरे वाह! मस्त. हं. खरंच, हं. बरोबर. तो तर सगळ्यांनाच माहिती आहे, प्रेमाचा रंग लाल.
<chuckles> हो, त्यामुळे मला आठवतंय की जेव्हा म मी ए एका मुलाला डेट करायला सुरुवात केलेली, तर त्याने मला लाल रंगाचा टॉप घेऊन दिला होता आणि मी त्याला विचारलं की "तू हा टॉप मला का घेऊन दिलास?" तर तो म्हणाला "कारण"
हं, हं. अरे वाह! हं, हं.
प्रेम असच व्यक्त होतं की
अरे बाप रे! हं, हं.
हो. पण मला वाटत ना जसं प्रेमाचा रंग लाल आहे ना तसं मला वाटतं ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या मनाची जी अवस्था होते ना मग त्याचा रंग नक्कीच काळा असेल.
बरोबर. म्हणजे बघ ना, आता तू ब्रेकअपचं सांगितलं, प्रेमाचं सांगितलं. पण त्याच्या अगोदर मला हे सांग, जर एखाद्या मोठ्या प्रसंगी, अ, अ, म्हणजे उदाहरणार्थ लग्न म्हण तुम, पारिवारिक समारंभ, किंवा नोकरीचा इंटरव्ह्यू आणि असं एखाद्या साध्या दिवशी, असं नॉर्मल डे आपण सांगतो, तर तुझ्या कपड्यांच्या निवडीमध्ये असा मूड कसा म्हणजे बदलतो का त्याच्यामध्ये? म्हणजे लग्नाच्या वेळेस वेगळा, नोकरीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस वेगळा, आणि घरी आपले नॉर्मल कपडे, असं घालते म्हणजे? हं, हं.
<inhales> हं, हं. हं. अगदी. मी हो, हो. मी कस खरं सांगू का? आपण जेव्हा एखाद्या लग्नात जातो ना आणि बघतो की लग्न कुठच्या पद्धतीचं आहे आणि काय क्लास आहे त्यांचा. खूप श्रीमंत आहेत, की अगदी साधा आहे. मी तुम्हाला सांगते, एकदा आ खूप म्हणजे साध्या पद्धतीने त्या मुलीचं लग्न होत होतं. त्यांच्याकडे कदाचित एवढे पैसे नसतील. आणि माझ्याबरोबर जी माझी ताई होती ना, तिने इतकी महागातली साडी नेसली होती आणि इतका जास्त मेकअप केला होता. तेव्हा माझ्या आईने तिला बोलावलं आणि सांगितलं की "नाही. तू पहिली साडी बदल. म्हणजे असं नवरीला नाही वाटायला पाहिजे की तू तिच्यापेक्षा वरचढ काहीतरी घालून आलीयेस."
हं, हं. हं. अरे बाप! हो का? बरोबर आहे. म्हणजे असं तिला पण असं तिचं लग्न आहे ना दिवस तिचा होता तो. तिला असं कमी लेखायला नको पाहिजे होतं नाही का बरोबर आहे. मग केले होते चेंज वगैरे कपडे मग?
हो. हो, हो. हो, हो, केलं तिने. तिने चेंज केलं. पण माझं असं म्हणणं आहे बघा, आता तुम्ही लग्न समारंभात जातात आणि एखाद्या मुलीने अगदी जीन्स आणि ट्राउ अ, टॉप घालून आली, तर असं नाहीये की ते कपडे चुकीचे आहेत. पण कदाचित तो समारंभ, आणि ती जी जागा आहे आणि ते जे आपण म्हणतात ना एक सोहळा आहे, त्यासाठी कदाचित ते बरोबर नाहीये. आता तुम्ही असं म्हणता, की तुम्ही एखाद्या अ, बीचवर जाता, छान, तुम्ही शॉर्ट्स घालता, त्या अ, वाळूचा आनंद घेता, त्या लाटांशी तुम्ही म्हणजे खेळता आणि तिथे ना, कदाचित तुम्ही गोव्याला वगैरे गेल्यावर असे कपडे घालायला मजाही येते बघा.
हं, हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. नक्कीच, म्हणजे बघ ना असं तुला सांगायचंय का अ, ज जसा देश तसा वेश नाही का बरोबर, असं तुला सांगायचंय. हं, हं.
वेश अगदी, अगदी. आणि अशा ठिकाणी मग तुम्ही गेलात आणि तसं ते शॉर्ट घातलेत किंवा म्हणतात ना आणि इतरही लोकांना तुम्ही फक्त की त्यांनीही तसेच कपडे घातलेले असतात.
बरोबर आहे.
त्यामुळे कदाचित ना मला वाटतं, की आपण कुठे ना कुठे स्वतःला ना त्या समाजात सामील करायचा प्रयत्न करतो कदाचित.
बरोबर आहे. मग मला सांग हं.
की आपण कुठेतरी फिट बसतोय.
नक्कीच. मग आता मला सांग का, हे जे कपड्यांचे रंग राहतात त्यांची फॅब्रिक वगैरे राहतात नाही का. तर अ, यांचा तुझ्या आयुष्यावरती किंवा तुझ्या मूडवरती किती प्रभाव पडलाय?
हं. हं. हं, आता तसं म्हटलं ना तर मला ना सुती कपडे ना खूप आवडतात. कारण की तसं त्यांचं जे म्हणतात आता फॅब्रिक किंवा टेक्सचर किंवा त्यांचं एक जेव्हा त्यांना हात लावल्यावर इतका अलगद जो फिल येतो ना, तो सुती कपड्यांमध्येच येतो बघा आणि आणि जे हां जे सिं सिंथेटिक असले ना कितीही मऊ असले तरी काही वेळाने मग त्याच्यामध्ये थोडं मला विचित्र वाटायला लागतं.
हं, हं. हं. बरोबर आहे. एकदम मऊ वाटत ते. नक्कीच हो, हं, हं. बरोबर आहे. मग बघ ना, आता ते असं तू सुती कपड्यांचं वगैरे काढलं, पण बघ, आपल्याला असं राग वगैरे येतो ठीक आहे आणि शांतपण आपण कधी-कधी राहतो. तर रागेचा असं तू असं तुझ्या भाषेमध्ये सांगशील का, का रागेचा हा रंग, शांततेचा हा रंग? असं तुला वाटतं का कधी राग आला तर हाच रंग घालते मी. शांत राहिला का मी हा रंग घालते. असं कधी केलंय का तू चूज?
आणि हं, हं. मला हं, शांत माहित नाही पण मला आठवतंय, की अ, म्हणजे कदाचित जास्त कोणाशी बोलायचं नसेल ना आणि भांडायचं नसेल तर मी सफेद रंग घालते. म्हणजे म्हणतात ना, सफेद रंग हा शांतीचं प्रतीक आहे.
अरे वाह! शांततेचा, नक्कीच.
हो, त्यामुळे माझं असं चाललं असतं की आता अजिबात कुणी मला काहीही अजून बोलू नका. आता हे माझ्यासाठी अति झालंय आणि आता सगळ्यांनी शांत राहा. हो आणि अजून एक किस्सा सांगायचा रंगाबाबतीत, तर ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघाल वकील असतील किंवा डॉक्टर्स असतील तर त्यांचे कलर्स तुम्ही त्यांच्यावरून त्यांना ओळखता बघा. सफेद आणि काळा रंग घातला म्हणजे वकील.
<chuckles> बरोबर आहे. हं. हं, हं. हो, त्याचे एक नक्की कलर आहे हो. नक्कीच.
डॉक्टरांच्या बघा ते ठरलेले कपडे असतात, त्यांचे रंग किती सटल असतात. असं तुम्हाला कधीतरी चुकूनच भेटेल की त्यांनी लाल रंगाचे कपडे घातलेत. असं नसतं बघा.
हं, कधी दिसतच नाही ना, म्हणजे ते रंगांमध्ये पण ते लोकं ओळखले जातात. नाही का?
हो, हो.
आणि मग सांग ना, मला रागाचा रंग कोणता? आता तू मला शांततेचा रंग सांगितला, तर राग रागेचा रंग?
राग, कदाचित ना, मला वाटतं राग, राग पण प्रेमाचा रंग म्हणेन मी की लाल. अगदी तो असा लाव्हा, अगदी बाहेर येतोय डेंजर झोन हो, डेंजर झोन म्हणजे पण बघा ना, डेंजर झोन तुम्ही म्हणालात. तो पण लालच रंग असतो की नाही.
अच्छा. डेंजर झोन. हं, हं. बरोबर.
आणि बऱ्याचशा ऋतूप्रमाणे पण तुम्ही स्वतःची अ, कपडे बदलण्याची निवड अ, म्हणजे असं चूज करू शकता, की "आता पावसाळा आहे, तर मग अगदी जाडजूड कपडे नाही घालायचे. हिवाळा आहे, तर मग तुम्ही वूलचे किंवा असे थोडे"
लालच. नक्की.
म्हणतात ना, की ज्यांचं फॅब्रिक थोडं जाड आहे, तुम्हाला थंडीतून जरा बचाव करता येईल स्वतःचा, असे कपडे तुम्ही घालू शकता.
बरोबर. बरोबर. म्हणजे बघ ना, असा तर थंडीमध्ये वेगळे, गर्मीमध्ये वेगळे आणि पावसाळ्यामध्ये वेगळे, असे कपड्यांचे जे पण असे प्रमाण अ, अ, अ, र प्रकार राहतात, नाही का? आणि आता मला सांग तू, कधी कपड्यांनी हा एकदम असा प्रश्न मस्त आहे. आ, कधी कपड्यांनी म्हणजे तुझा मूड बदलून द्यायचा अनुभव तुला आला आहे का? नाही का, तू कपडे घातले आणि तुझा मूड होता रागीट, पण तू जे कपडे घातले त्याच्यानंतर तुझा मूड एकदम मस्त एकदम मस्त मोलासारखा झाला असं वाटले का कधी?
बरोबर. हो. हो. मला मला असं वाटतं ना, की शॉपिंग थेरपी प्रत्येक स्त्रीने अनुभवावी. म्हणजे मला आठवतंय माझं एकदा ब्रेकअप झालं होतं कॉलेज नंतर आणि इतकं माझं म्हणतात ना, की असं झालेलं मला, की आता मी कोणाला खाऊ कोणाला गिळू. असं होतं ना आपलं. मी म्हटलं, की चला बॅग उचलली सरळ मैत्रिणीला म्हटलं, "मला काही माहीत नाही, तू येते आहेस माझ्याबरोबर या मॉलमध्ये." सरळ गेले. शॉपिंग कर-कर केलं आणि म्हणतात ना, कदाचित ते कपडे तुम्ही घालता, तुम्ही बदलता, तुम्ही स्वतःला बघता आरशात आणि तुम्हाला वाटतं की "ठीक आहे यार, काही नाही, होऊन जाईल सगळं व्यवस्थित." तर कदाचित
हं, हं. अरे बाप रे! हं, हं. अरे बाप रे! <chuckles> हं, हं. <chuckles>
ते एक शॉपिंग करून पण, म्हणजे मला असं वाटतं ना, मुख्यतः स्त्रियांना खूप फरक पडतो.
खरंच, खरंच. आणि स्त्रियांना म्हणजे कपड्यांची इतकी आवड असते. काहीही असू द्या, कपडे पाहिजे. कोणताही मूड असू द्या बघा ना नवरा-बायकोचं पण जेव्हा भांडण होतं तेव्हा पण बायकोचं मूड खराब राहतं तेव्हा नवरा काय आणतो हो वस्तू?
साडी!
हां. साडीच आणतो, बघा ना म्हणजे तिथं पण कपडेच आले. काही ना काही कारण असो सगळ्या मोडमध्ये काही ना काही कपडे येतातच. तर अ, असं कधी झाले हां, हां. बोल ना.
हो, हो, अगदी. आणि पण मला जर कोणाला, म्हणजे जसं आता मला माझ्या नवऱ्याचा रुसवा काढायचा असेल ना, तर मग मी साडी घालते तुम्ही खरंच सांगितलंय. कारण अ, म्हणतात ना, की तुम्ही भारताबाहेर कुठेही जा. मग त्या अगदी कमी कपड्यातल्या मुली बघा हे, पण आपलं जे साडीमधलं जे सौंदर्य आहे ना, ते कुठेच मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे जशा सुंदर मुली साडीत दिसतात आणि त त्या तयार होतात. मला वाटतं ना अगदी नखशिखांत तयार होण्याची जी मजा आहे ना, ती साडी नेसूनच येते बघा.
हं, हं. <chuckles> खरंच. खरं आहे. बरोबर आहे. मग बघ ना, तुझ्या मूडनुसार असं कधी जाणून-बुजून असे तू कपडे घातले आहे का जेणेकरून तुझा मूड पण स्विंग होऊन गेलेला आहे?
हो, हो. साडी, साडी खरंच मी म्हणेन आणि ते तयार होणं आणि ते आरशामध्ये आणि ती मला तर ना अगदी तो एक प्रवास आहे. साडी घेण्यापासून, की आता हा रंग माझ्याकडे नाही आहे. मग आता हा रंग आणि आपल्याकडे असतात ना की सणांकड सणांसाठी आपण वेगळ्या साड्या घेतो, त्या काठापदरी आणि अगदी अ, छान असं समर व्हॅकेशनला वगैरे जायचं, तर मग त्या अलगद छान
<chuckles> हो, हो. हो, नक्कीच. हं, हं.
अशा स्काय ब्लू किंवा म्हणतात ना, की पेस्टल शेडच्या मग छा साड्या घेतो आपण. तर असं आहे, की कुठे कधी एखादी सा त्या प्रसंगासाठी योग्य कपडे घातले ना, की नक्कीच मूड बदलतो आपला आणि आपल्याला असं नाही वाटत, की अरे आपण काय घालून आलोय. आपल्याला पण लोकं बघतायेत. ते ते कदाचित जास्त मी बोलेन, की अरे, लोकं आपल्याला नावं नाही ना ठेवणार.
बरोबर आहे. हं, हं. बरोबर. हं, हं. खरंच, खरंच. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत बघ ना म्हणजे कपडे निवडताना तुझा मूड किती महत्त्वाचा आहे, ते पण एक अ, त्या कपड्यांवरती डिपेंड करतं. मग खूप छान सांगितलं तू लग्नामध्ये घालायचे कपडे, मूडनुसार आपले रंग बदलतात वगैरे. खरंच तुझ्याशी बोलून मला खूप छान वाटलं. आपण नक्कीच पुन्हा बोलूया.
अगदी, अगदी. हो, धन्यवाद.
धन्यवाद.